नवीन गोष्टी शिकताना मला असं वाटतं, की वेळेचं व्यवस्थापन खूप सोपं आहे. असं अवघड वाटत नाही मला, नाही का? आणि जसं बघायला गेलं तर तुम्ही तुमचा वेळ काढा. जसं की आता एखादा ऑफिसमध्ये काम करणारा माणूस असेल नाही का, जॉब करणारा. तर अ, त्यांनी वेव वेळेचं व्यवस्थापन असं करायला हवं, की जेणेकरून तो आता संध्याकाळी फ्री आहे किंवा सकाळी लवकर उठून फ्री आहे. त्यावेळेस त्यांनी त्या शिक्षणाचं एक व्यवस्थापन करायला पाहिजे ऑनलाईनसाठी. वेळ काढला पाहिजे. प्रत्येक गोष्ट शिकण्यासाठी.
अच्छा. अच्छा पण तर हे अशा नवीन गोष्टी आपण जेव्हा काही शिकतो तर त्यासाठी साधारणपणे आपण एक वेळेचं प्रमाणपत्र सॉरी वेळापत्रकही जे काढतो आपण. तसं काढायला हवं का? म्हणजे पर्टिक्युलर वेळेमध्ये
हां, हां. हो, हो, हो. अ, तुम्हाला सांगतो ना तसं माझा एक अनुभव हां.
जे अ, ठराविक वेळेत ठराविकच काम करायला पाहिजे. हं.
हां. असं केलंच पाहिजे. माझा तुम्हाला अनुभव सांगतो. अ, मी काय करायचो, की माझ्याकडे मी काम करताना अकाउंट फील्डमध्ये करायचो. ठीक आहे आणि त्या अकाउंट फील्डमध्ये काम करताना अ, मला असे म्हणतात ना इन्क्रिमेंट एवढी फास्ट नव्हती होत.
असावा. अच्छा. म्हणजे इन्कम वाढत नव्हतं.
म्हणजे कंपनीची, हां, कंपनीची इन्क्रिमेंट तर होतीच आहे दरवर्षी. पण माझी पाहिजे तेवढी होत नाहीये आणि मला सॅटिस्फॅक्शन नव्हतं.
अच्छा म्हणजे कंपनीचा फायदा होतोय, पण तुमचा फायदा म्हणजे वैयक्तिक अ, पगार जे असते ते वाढत नाही.
हां. हो. मग ते मला जरा कुठेतरी खटकत होतं. मग मी म्हटलं मला काहीतरी असं केलं पाहिजे साइड बाय साइड आणि मग मी काय केलं, की अ, साइड बाय साइड मी अ, Adobeची सॉफ्टवेअरचं सबस्क्रिप्शन घेऊन अ, मी त्याला शिकायला चालू केलं. जेणेकरून ते शिकून मी अ, म्हणतात ना काहीतरी स्किल्स डेव्हलप करेल आणि त्यामध्ये मी श म्हणतात ना थोडं वेळेचं व्यवस्थापन असं केलं, की पहिले मी रात्री अ, लक्षं द्यायचं शिकायचो. पण त्यामध्ये काय व्हायचं ना की त्यामध्ये रात्री झोपायला उशीर व्हायचं, हं. आणि सकाळी उठायला उशीर झाल्यामुळे मग ऑफिसला लेट गेलं की मग तुम्हाला माहितीच आहे की बॉस कसे तारीफाचे अ, पूल बांधतो. हां तर <chuckles> अ, या गोष्टीमुळे मी काय केलं, अ, रात्री डायरेक्ट 09:00 वाजता 09:30 वाजता झोपायला चालू केलं आणि 09:30-10:00 वाजताच झोपलो. 09:00 ला फिक्स झोपायला चालू. 09:30 पर्यंत झोपलो. सकाळी 03:30-04:00 वाजता उठायचं. थोडं आपलं रोजचं देवाचं रुटीन वगैरे करायचं आणि डायरेक्ट पीसीवर जाऊन बसायचं.
हं. अच्छा. अच्छा. अच्छा. म्हणजे हां. अच्छा. हां. पूल बांधतात. बरोबर आहे अच्छा. अच्छा. म्हणजे आपण जे सकाळचा जो टाईम आहे तो ब्रह्म मुहूर्तामध्ये उठायला लागलात तुम्ही. बरोबर. हं.
हां, हां, हां. त्यामुळे काय होतं माहिती आहे का? रात्रीचं आपण टाईम कितीही कमीच पडतो. म्हणजे बघा ना अ, मी म्हटलो, की करायचं तर 10, 11, 12, 01:00 वाजेपर्यंत करेल आणि नंतर झोपलं, की सकाळीच उठायचं लफडा. पण सकाळी साडेतीन चारला उठून चा अगर तुम्ही काम करायला बसला ते शिकायला. आता ऑनलाईन सगळं शिकायला भेटतं. आहे ना फ्रीमध्ये पण आणि पेडमध्ये पण. तर त्यावेळेस तुम्ही बघू शकता की अ, नाही म्हटलं तरी बघा ना 04:00 ते 05:00. 05:00 ते 06:00, 06:00 ते 07:00, 07:00 ते 08:00, 08:00 ते 09:00, 09:00 ते 10:00. म्हणजे मला 5 तास वाजेपर्यंत करेलतास भेटतात शिकण्यासाठी.
बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबर आहे आजकाल हं.

अच्छा.
तिथं मी अ, कंप्लीट केलं. आणि त्यानंतर मग माझं अ, प्रायोरिटी होतं की आता मी व्हिडिओ एडिटस शिकलो त्यात कट्स लावायला. हां त्यामध्ये कलर ग्रँडिंग करायला आणि त्यामध्ये अ,
हे सर्व ठीक आहे. बरोबर आहे. हे सर्व ठीक आहे. तुम्ही कला साध्य केल्या Adobeच तुम्ही सबस्क्रिप्शन वगैरे हे केलं. पण हे सर्व करतांना तुम्ही टाईम कसा तुमचा व्यवस्थापित केला? म्हणजे वेळ कसा मॅनेज केला तुम्ही? कारण की तुमच्या नोकरी पण होती असं होतं.
हां, हां. हां, हां. हां, हां. हां. हां, हां. अ, बघा मी तुम्हाला सांगितलं. हां, मी तुम्हाला म्हटलं ना मी रात्री लवकर झोपायचो. आणि सकाळी 4:00 वाजता उठायचो. आता 4:00 वाजता उठलो, तर त्यानंतर 5:00 तास माझ्याकडं ऑलरेडी आहेत. आणि एक 6वा एक 1 तास अजूनही 6वा जो माझ्यासाठी ब्रेकफास्ट वगैरे, आवरणं वगैरे, त्यासाठी आहेचं नाही का. आणि सकाळी 3:30ला उठलो तर, अंघोळ वगैरे केली तर, मला फुल टाईम भेटलेला आहे काम करण्यासाठी.
अच्छा. हं. अच्छा. त्यासाठी. हं, हं.
असं. तर ते मी व्यवस्थापन असं केलं की हां, म्हणजे काही काही स्टेप बाय स्टेप शिकायचं. आता ते शिकलं परत पुढच्या आठवड्यावर काहीतरी शिकायचं. म्हणजे सकाळचा टाईम मला असं वाटत बेस्ट आहे. घाई करता, ना काही इश्यू येत नाही.
अच्छा. म्हणजे अशा प्रकारे. बरोबर. मग हे हं. म्हणजे नोकरी करत, करतच तुम्ही हे सर्व केलं बरोबर, की नोकरी सोडून केलं?
हां, हां. 10:00 वाजता कामाला गेलो. 10:30ला ऑफिसला पोहचलो. बस ड्युटी चालू. 8:00 ला सुट्टी, परत घरी 8:30 पर्यंत घरी. आ, आणि फ्रेश वगैरे होऊन जेवण झोपलो.
हं. अच्छा, आलं लक्षामध्ये. तर यामध्ये तुम्ही अ, जसं सांगितलं की नोकरी करत-करत केलं. मग हे अवघडच असणार बरोबर टाईम व्यवस्थापित करणं. म्हणजे घर, नोकरी, शिक्षण. शिक्षण पण तुम्ही साइडला जर करत असाल. तर अशामध्ये तुम्ही काही ट्रिक्स वगैरे वापरले का? म्हणजे तुम्ही टाईम टेबल वगैरे सेट केला बरोबर आहे. आणि ट्रिक्स म्हणजे व्यत ह्याच्या व्यतिरिक्त असं काही केलं का नवीन, ज्यामुळे तुमची प्रॉडक्टिव्हिटी खूपच वाढली असं?
अ, हो. हां. हां, हां.

हो, नक्कीच होते. माणसाकडं कधीच असं नसतं, की वेळ नसतो. तो फक्त कारणच देत असतो, असं मला वाटतं. कारण की मी पण तेच होतो कारणं देणारा. कारण की ह्या जगात मी अशी मुलं बघितलेली आहेत, की अ, जे सकाळी काम करणार, पेपर टाकायचं. त्यानंतर दुपारी हॉटेलमध्ये काम करणार आणि त्यानंतर शिकणारसुद्धा नाईट स्कूलला आणि शिकूनसुद्धा बाकी रात्री अभ्यास करून परत ते त्यांचं काम करणार म्हणजे 2-4 तासच झोपणार.
हं. बरोबर. हो ना. म्हणजे हं, म्हणजे सर्वांकडेच 24 तास असतात, पण त्या 24 तासांचा आपण कसा उपयोग करायचा ते म्हणजे माणसावर हे आहे अवलंबून आहे. बरोबर.
हो, हो. हां, माणसावर अवलंबून आहे. कारण की माणूसच एक असा गोष्ट आहे तो काहीही शक्य करू शकतो. म्हणजे बघत बघा ना. एक अ, एस्ट्रोनॉट होऊ शकतो. एखादा डॉक्टर होऊ शकतो, एखादा मंत्री पण होऊ शकतो. या नाही म्हटलं तर एखादा माणूस भिकारीसुद्धा होऊ शकतो. तर मला असं वाटतं मेहनत करणं, कर्म करणं आपल्या हातात आहे. वय आपल्या हातात नसतं. तर पण तुम्ही सारखा प्रयत्न करा, शिका. रोज नवीन-नवीन गोष्टी शिका कारण की जेवढं शिकाल, जेवढ्या स्किल्स डेव्हलप कराल, तेवढं तुम्ही आयुष्यात पुढं जाल. आणि तुमचं प्रगती होणारच कारण की म्हणतात ना, अकाउंटंट 10,000 पगार घेणारा पण आहे. 25,000 घेणारा पण आहे. 50,000 घेणारा पण आहे. आणि महिन्याला आहे ना, 20-20, 25-25 लाख घेऊन 1-1 करोड घेणारे पण आहेत.
हं. बरोबर. हं. गरजेचं आहे. हातामध्ये आहे. बरोबर. अच्छा, असं का? होणार आहेत. अरे बापरे! म्हणजे सी-ए वगैरे जे असतात ते.
सी-एपेक्षा पण हाय लेव्हलचे म्हणजे अ, सी-ए तर नॉर्मल अकाउंटंट. मोठे मोठे अ, लेव्हलचे. हां. पण अशी पण लोक आहेत. मग तुम्ही डिसाईड करा. तुम्ही काय करताय? तुम्ही तुमचं स्किल्स डेव्हलप करा, शिका, वाढवा आणि तुम्ही पण त्या लेव्हलला जावा. आणि आयुष्यभर शिकत रहावा, वेळ व्यवस्थापित करून.
हाय लेव्हलचे. अकाउंटंट मोठे, हं. ऑडिट. हं, हं. हं. हं, अच्छा. असं का? अच्छा. खूप छान तुम्ही माहिती दिलीत सविस्तर एकदम. वेळापत्रक कसं करायचं. आणि तुम्ही वेगवेगळ्या स्किल ज्या शिकत आहात नोकरीसोबत ते कशा तुम्ही मॅनेज करता आणि प्लॅनिंग वगैरे रात्रीच करून ठेवता. एकदम अतिउत्तम तुम्ही माहिती दिलीत आणि ह्या, अच्छा. आणि ह्या पर याबद्दल खूप खूप आभार तुमचे. आपण नक्कीच पुन्हा भेटूयात.
हो, सर. हो, हो. हो. धन्यवाद. हो, नक्कीच भेटूया सर. धन्यवाद.

अच्छा, म्हणजे दोन्हीकडं असं मॅनेज केलं तुम्ही, बरोबर?
असं. हां, हां, हां. आणि डिनर करता, करता मग काय करायचो मी समोर अ, मला इंग्लिशपण शिकायचं होतं थोडंफार. तर मग तिकडं मी ते इंग्लिशचे व्हिडिओपण लावायचो त्यावेळेस. म्हणजे अर्धा तास माझ्याकडं आहे 45 मिनिटं लंचचा अ, डिनरचा. तर त्यामध्ये मी ते व्हिडिओसमध्ये तिथे पण शिकत राहायचो हेडफोन लावून.
अच्छा. अच्छा, साइड बाय साइड. हं. अच्छा. तर यामध्ये कधी-कधी कसं होतं सर्व काही आपण सेटअप केलं, डेली रुटीन पण करतोय, सर्व काही होतंय. पण कधी-कधी एक एकदमच असं मोटिव्हेशन म्हणा किंवा आपला उत्साह कमी होतो एखाद्या दिवशी. अशा वेळेस तुम्ही कसं पुन्हा सुरुवात करता, कसं तुम्हाला प्रोत्साहन पुन्हा स्वतःला देता?
हं, हं, हं, हं. हं, हं, हं. अ, मला असं अ, वाटतं की मी माझ्या 2 2 मोबाईल आहेत माझ्याकडं आणि त्याच्यामध्ये मी आहे ना त्याच्या वॉलपेपरवर असे कोट लावलं मोटिव्हेशनचं, की देव म्हणतो की वेळ कोणासाठीच थांबत नाही.
अच्छा. अच्छा. हां, हां. बरोबर.
तर तुम्ही वेळेचं गुलाम नका होऊ. तुम्ही वेळेनुसार पटकन तुमचं जेवढं अचिव्हमेंट होईल तेवढं करून घ्या.
अच्छा.
तर मी असं स्वतःला म्हणतात ना एक फोटो लावला देवाचा, जेणेकरून मला तिथं आलं की वेळ कुणासाठीही थांबत नाही.
म्हणजे मोबाईल आपण रोज वापरतोच, बरोबर? अनलॉक केले की ते तुम्हाला दिसायला पाहिजे की हां, म्हणजे काय म्हणतो आपण म्हणजे आठवण कंटिन्युअस करत राहायला पाहिजे. काय आपलं ध्येय आहे? आपण काय चालू केलंय? त्याचा विसर पडायला नको.
हां. हां, दिसतच सारखं. हो, हो. हां, हां. आणि तुम्ही झोपता ना त्याच्या मी झोपताना काय केलं माहितीये का? अ, जिथे मी झोपतो त्याच्यावरती, वॉलवरती पण आहे ना एक अ, माझं अ, ध्येय आहे आणि तिथे लिहिलं मी की तुला आयुष्यात काही करायचंय ना तर तुला तुझा आळस सोडावाच लागणार.
अच्छा. हां, काय केलं? हं.

कसं आहे ना, सुरुवातीला मला अडथळे अशी येत होते, की माझ्याकडे वेळ होता, पण मला तो व्यवस्थापित करता येत नव्हता. म्हणजे बघा ना मी येतोय घरी, घरी येतोय जेवणामध्ये खूप टाईम जातोय माझा, हं. तर हा जेवणामध्ये माझा वेळ एवढा जात होता, की त्यामध्ये मग मला सगळं करायला वगैरे आ लेट होत होतं आणि उशीर झाल्यामुळे मग ते शिकणार कधी आणि शिकता, शिकता मग 2-3 तास असेच गेले आणि मग झालं अ, पहिलेच थकून आलेला असतो माणूस नाही का कामावरुन आणि मग थोडं अ, जीव राहत नाही मग, ते काम करण्यासाठी आणि मग तरी केलं चला बरोबर केलं सुद्धा, शिकलं सुद्धा. पण काय होतं ना ते शिकल्यानंतर अ, नंतर झोप येत नाही रात्री, मग वेळेवर झोपलो नाही म्हणून. आणि ती झोप नाही आली तर मग सकाळी लेट उठणं ते सगळ्या गोष्टी. तर मी काय केलं ना सगळ्यात पहिले मला पण असा त्रास येतच होता, असं नाही की मला येत नव्हता. तर मग मी काय केलं, की थोड्याश्या ट्रिक्स केल्या. आता मी काय केलं दुपारचं जे जेवण होतं मी कामावर करायचो ते मी अ, काय केलं सकाळीच करायला लागलो जाताना 10 मध्ये, साडे नऊ दहा मध्ये.
अच्छा. बरोबर आहे, अगदी बरोबर. हां. अच्छा. अच्छा. म्हणजे येतच होतं हं, हं. हां. हां. अच्छा. म्हणजे आपण ब्रंच ज्याला म्हणतो, ब्रंच ब्रेकफास्ट आणि लंच दोन्ही एकदाच.
हां, हां, हां, हां. तो डायरेक्ट संगतच केला मी एकदम फुल दाबून, दाबून एकदम लंच केला हां आणि मग डबा घेतला, कंपनीमध्ये गेलो. आता मी अकाउंटंट असल्यामुळे मला कसं की मी माझा टाईम लंचचा मॅनेज करत होतो. मग मी माझा लंचचा टाईम ठेवला 05:00 ते 05:30 मध्ये.
अंगात दाबून जेवायचं. अच्छा. हं. अच्छा.
संध अ, ऑफिसमध्ये संध्याकाळी म्हणजे सगळेच अ, लोकं जे आहेत बाकीचे ते ऑफिसच्या अवर्समध्ये जेवणार. 1 ते 2 मध्ये किंवा 2 ते 3 मध्ये हाल्फ, हाल्फ ब्रेक होतात हां.
इव्हनिंगला. हां. म्हणजे अच्छा, म्हणजे टायमिंग तुम्ही थोडा चेंज केला जेवणाचा म्हणजे.
हां, हां, हां 05:00 ते 06:00 मध्ये अ, मी जेवायला लागलो. अ, अर्ध्या तासात जेवायला लागलो. आणि त्यामुळे काय झालं, की
अच्छा मग? हं. तर, अच्छा मग आलं माझ्या लक्षामध्ये ते. पण हे सर्व करतांना जसं तुम्ही सांगितलं, की मी जेवणाचा टाईम चेंज केला, मी ब्रंच करायला लागलो. ही सर्व कल्पना तुमच्या डोक्यामध्ये कशी आली म्हणजे एखादा तुमचा स्रोत होता पुस्तक वगैरे वाचलं तुम्ही की असं मनातूनच तुम्ही इम्प्लिमेंट केलं?
कंपनीला हां, हां. अ, नाही. अ, मनातून केलं मी. पुस्तक वगैरे नाही वाचलं. मला हां, म्हणजे धर्माचे पुस्तक वाचतो, त्यात लिहिलेलं आहे, की आपल्याला असं काहीच नाही अशक्य नाहीये. सर्व काही शक्य आहे. आणि जसं म्हणतात, की अ, सगळं शक्य आहे मला वाटलं तर कसं शक्य आहे? मी स्वतःवर लक्ष दिलं, की कसं करू? कसं करू? कारण की 9 वर्ष झाले मला नोकरीला आणि मला काहीच वेळ भेटत नव्हता. म्हटलं आता काहीतरी करायचंच आणि करूनच राहणार.
अच्छा. बरोबर. अगदी बरोबर. हं. अच्छा. हं, हं.
मग मी अ, जसं म्हटलं, 05:00 ते 05:30 मध्ये लंच केला.
अच्छा असं का?